काळ्या दगरावरची पांढरी रेघ. <chuckles>
हो तसच नेस नक्की तसच होत, मग चला ठीक आहे. जेवायला आता टीव्ही बघायचा नाही, झालं ते. आता झोपण्याच्या आधी मोबाईलला हात लावायचा नाही असं पण सांगितलं, अरे बापरे! म्हणजे हे काय नियम नाही का आणि सकाळी उठल्यावर तर कोणीच हात लावायचा नाही, असं सगळे सांगायचे तर अ, आम्हाला अगोदर, अगोदर ना आम्हाला इतका म्हणजे त्रास झाला ना याचा.
हं, हं. हं. हं, हं, हं. बरोबर आहे. बरोबर. हं, हं.
कारण बघा आपल्याला सवय नव्हती ना ती. आपल्याला झोपायला पण मोबाईल पाहिजे, ते जेवायलाही टीव्ही पाहिजे, कसं सुटणार आहे ना, पण तरी आम्ही थोडे, थोडे, थोडे, थोडे असे बदल केले, झालं पण ते आणि त्याच्यानंतर मग आम्हाला ती सवय पडली.
हां, बरोब <chuckles> बरोबर. हं. अ, हं. हां. हं, हं. म्हणजे आपल्याला एकदम इतकी सवय झालेली असताना, मग अचानक सवय बंद पडल्यानंतर खूप पंचायत झाली असेल ना?